हां. आता हे पण खूप मोठं आहे बरं का आणि हे सगळ्यात मोठं होतं, आपले जे सासर राहतं ना आपलं. सासू-सासरे ह्या नातेवाईकांमध्ये खूप जास्त होतं आपलं.
<laughs> हं, हं. हां. अगदी बरोबर बोललात. हो ना, तेच तर. सांस्कृतिक म्हणा, किंवा भावनिक अडथळे खूप येतात, की बाबा मी आता ह्यांना नाही कसं म्हणू? तर ती, हां.
जेव्ह हो. बरोबर. अ, कधी हो कधी-कधी असं होतं ना, का आपल्याला, आपली तब्बेत वगैरे चांगली नसते आणि अचानक आपली सासू म्हणा, किंवा सासरबुवा म्हणा, आपल्याला सांगतात, तुम्हाला तिथं-तिथं जायचं आहे. तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे, तर तुम्ही रेडी होऊन जा आणि तुम्हाला जावं लागेल. आणि त्याच दिवशी जर अ, आपली तब्बेत खराब होऊन गेली, तर आपण त्यांना नाही कसं म्हणायचं?
हं. हं. हां. ओके. हो ना. तेच तर. आणि
कसं बोलणार? नाही म्हणायचं पण कसं? ते पण ते म्हणून मी तर सांगते जर असं जर झालं ना, नाही म्हणा, पण त्या नाहीमध्ये पण तुमचा आदर ठेवा बरं का. म्हणजे त्यांना तुम्ही डायरेक्ट सांगू नका, का बघा, असं-असं झालं आहे, माझी तब्बेत बरी नाहीये. तर मी नाही जाणार. असं तुम्ही सांगू नका, का कसं त्यांचा म्हणजे मानाला पण ठेस पोहोचते आणि आपली मर्यादा पण आपण ओलांडून देतो ना, त्या ठिकाणी. तसं नका करू. जेव्हा जर
हं. हां. <laughs> हं, हं, हं. हं, हं. हो ना. हं. हो ना. मग खूप वेळेला असा नवरा असतो, तो साथीदार असतो आपला. त्याचीही अ गं हे घेतलेली बरी ना, की बाबा त्याची जर साथ असेल, तर सगळ्या गोष्टी खूप सुरळीत होतात.
हं. बरोबर. नक्कीच. हो, हो. मी पण तेच सांगणार होती. नक्कीच मी पण हेच सांगणार होती, जेव्हा असं काही झालं ना, तुम्ही सासऱ्यांशी-सासूंशी डायरेक्ट तुम्ही बोलू नका. अगोदर तुमच्या जोडीदाराला सांगा. बघा असं-असं आहे म्हणा. तर तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला. जर ते प्रेमाने ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मी येते नाईलाज मग असं सांगायचं. पण त्यांचा भावना तुम्ही हे करू नका, म्हणजे मर्यादा पण ओलांडू नका आणि त्यांना त्रास नका देऊ. त्यांना त्रास होतो म्हणून एखाद्या गोष्टीला समोरील व्यक्ती जर नकार देत असेल ना, तर नक्कीच त्याचा मान पण ठेवायचा, जबरदस्ती नका करू.
तुमचं काय मत आहे याच्यावर? हं. हां. हं, हं, हं. हां. <laughs> हां. हं, हं, हं, हं. हां. हं, हं, हं, हं. हां.

अ, हां, हां, हां.
ठीक आहे. लग्न झालं आणि त्याच्यानंतर ते सांगतात ना, का मुलीसोबत तिची एक अ, बहीण पण जाते, अगोदर. पहिले खूप होत होतं तसं. तर अ, मी हो. मग तिच्यासोबत मी गेले तिथे. बरं का, आणि तेव्हा मग मला काही कळायचंच नाही. म्हणून मी तिच्यासोबतच राहायची. नाही का? अ, नवीन-नवीन तिचं लग्न झालेलं. आता मला काय माहिती? काय हे होतं आणि ते. आता इतकं काही कळेनासं मला झालं. मग तिची जी घरचे होते, आता 2 दिवस तर मी तिथे ठीक राहिली. आणि जेव्हा मी घरी आली अ, बघा ते परत मुलगी येते लग्नानंतर.
हां. बरोबर. हं. हां. हां. ओके. हं. <chuckles> हां, हां, हां. हां. हां. हं, हं. हां, हां, हां. लग्न पाच परतावन असतं ते.
हां, काहीतरी त्याला म्हणतात. ते पुन्हा येते ना मग तिच्यासोबत मी पण घरी आली. बरं का. आणि मग नंतर मग माझी ताई माझ्या मम्मीशी अशी कुजबुज करून बोलली, "अगं हि ना मला सोडायचीच नाही म्हणे. माझ्या मागं मागंच राहायची म्हणे. काय आता मी हिला सांगू नाही का?" अरे तीचं पण बरोबर होतं ना मला नंतर कळलं. तिचं पण नवीन-नवीन होतं. आता मी तिला इतकं चिपकायला नव्ह नव्हतं पाहिजे पण. मला पण काय कळतं तेव्हा इतकं. मग ठीक आहे चला. तिने सांगितलं. मग ती अजून मग तिच्या सासरी पुन्हा गेली. बरं का, तोपर्यंत मी माझ्या आईला काही विचारलं नाही. कारण माझ्यामध्ये ना असं अ, वाईट वगैरे मला वाटलेलं नाही. पण असा सांगतात ना प्रश्न होते. आपल्याला राहतात ना, की
हां, हां, हां. हं, हं. अच्छा. <chuckles> अरे बाप रे! हं. <chuckles> अ, हो ना. हं, हं, हं. हां. हो ना. बरोबर. हं. हां. हं, हं, हं. हां. बरोबर, बरोबर.
काहीतरी झालं असेल का तिथे? काय झालं होतं का तिथे? असं काहीतरी मला वाटलेलं. मग मी माझ्या आईला विचारलं, "का ग म्हटलं ताई तुला अशी बोलली ना मी ऐकलं, तिथं." असं मी ती बोलली. मग माझी आई हसली. "अगं वेडी म्हणे, तू पण तिच्यासोबत जात होती. तिचं नवीन-नवीन लग्न झालेलं आहे. तिच्या पण काही सीमा आहे. तिला सोडायचं. सासू-सासरे तिचे मिस्टर वगैरे होते. तर तू तिला चिपकत होती. तर ती सांगेलच ना." म्हणे. मग माझ्या आईने बोलल्या का मर्यादा नेमकं नात्यामध्ये कशा ठेवायच्या राहतात. म्हणजे सुंदररित्या सांगितलं. बरं का, आणि स्पष्ट.
<laughs> हां, हां, हां, हां अरे बाप रे! मग? <laughs> हां. हं. अ, हां. <laughs> हं. अच्छा. हं. हो ना. किती छान समजावलं त्यांनी. बरोबर आहे. हं.
हो स्पष्टपणे मला सांगितलं का "बेटा भावना आपल्याला जपायच्या राहतात. नक्कीच तुझी ताई होती आणि तू पण तिथं अनोळखी होती. तुला पण कोणी ओळखत नव्हतं. मग तू पण तुझ्या ताईला चिपकल ना. तिच्यासोबतच राहील, म्हणे. तुझं बरोबर होतं म्हणे. पण कसं राहतं ना नवीन लोकं राहतं आणि त्या लोकांना काय वाटतं ना. म्हणजे गैरसमज निर्माण होऊन जातो ना तिथे." मग हो.
हं, हं, हं. हां. हो, ना. हो. बरोबर. हं. हं, हं. हां. तेच ना. पण बघा किती म्हणजे आईंनी समजावून सांगितलं. इतर वेळी कोणी असलं असतं तर किती ओरडून बोललं असतं, की "अरे तू असं कसं केलं? हे करायला नाही पाहिजे होतं." ही गोष्ट केली असती. पण त्यांनी तुम्हाला समजून घेतलं ना. हं, हं.
हो. हो. हो, ना. बघा ना. नक्कीच समजून पण घेतलं त्यांनी. आणि माझ्या मर्यादा पण त्यांनी सांगितल्या. का "बघ असं पुढे जर झालं ना तर तसं नाही करायचं." म्हणजे एकदम सौम्य भाषेमध्ये समजवलं आणि मी ती समजली ही ना.
हां. <laughs> हं, हं.